हां, Instagramमध्ये पण आहे आणि अ, Twitter वगैरे पण सगळ्याच जवळपास आले. म्हणजे कारण की हे प्रॉब्लेम जो आहे ना जो माझ्यासोबत येतोय. जवळपास आता हे सर्वांचाच प्रॉब्लेम झाला आहे म्हणून.
बरं. हां, हां. बरं. सगळ्यांच्या सोबतच आलेलं आहे आणि तुम्हाला हे कळालं. हे ह्याच्यामध्ये तुमचं कुठेतरी आपण म्हणू शकतो की यश आहे किंवा त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे सजग झाले म्हणून तुम्हाला हां.
स्वतःचं आत्मपरीक्षण हां, मला जाणीव झाली आणि आत्मपरीक्षण जेव्हा मी केलं तर म्हणूनच मला कळायल्या ना गोष्टी नाही तर
नाहीतर भरपूर लोकांना हे असं वाटतं की ह्याच्यात काही चुकीचंच नाहीये.
नाही मलाही तसंच वाटायचं आधी, म्हणजे हे फक्त आपण म्हणतो ना बोलबच्चन बाता आहेत म्हणजे असं काहीही बोलतात ना आणि मला असंही वाटायचं आधी म्हणजे योगा वगैरे करा, असं म्हणायचे बघा श्वासोच्छवास घ्या हे ते युथ म्हणजे अ, आपलं रामदेव बाबाचे ते येतात ना चॅनलवर ते मला असंच टाईमपास वाटायचं. मी पण सिरियस नाही घ्यायचं योगा वगैरे ना, मग मला ह्याचं महत्त्व कळायला लागलं जेव्हा माझ्यासोबत गोष्टी होतात झा होत होत्या ना, तर तेव्हा मला कळालं की किती आपलं गरजेचं आहे स्क्रीन टाईम आपला कमी ठेवणं, त्याच्यात वेळ कुठं निघून जातो कळत नाही. वेळ तर जातोच प्रोडक्टिव्हिटीही कमी होते. पण त्याचे दुष्परिणामही खूप वेगवेगळे म्हणजे झोप होत नाही, एकाग्रता कमी होते, मग कामावर तुमचा परिणाम होतो, असे खूप सारी चिडचिड वगैरे होते म्हणजे कोणी तुम्हाला साधं जरी बोललं की मग चिडायला लागता तुम्ही. असं व्हायला लागतं आणि मग अ, योगाचं मला महत्त्व पटलं नाही का? मग अ, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायाम असं मी करायचो. कपालभाती आणि बॉक्स ब्रिदिंगची टेक्निक मी वापरायला लागलो मग. त्यामध्ये असं आहे म्हणजे जेव्हा मला वाटायचं ना, आपण म्हणतो ना एक तलप लागते, म्हणजे मला वापरायचं आहे ॲप, तर तेव्हा मी काय करायचो 5 मिनिटचा ब्रेक घ्यायचो म्हणजे कंट्रोल करण्यासाठी स्वतःसाठी आणि श्वासोच्छवास घ्यायचा, म्हणजे श्वास घ्यायचा दीर्घ, जेवढा होईल तेवढा मग होल्ड करायचा नाही का? मग अ, पुन्हा थोडा वेळ, जेवढा वेळ होल्ड होईल, तेवढा वेळ होल्ड करायचा. पुन्हा सोडायचा श्वास, पुन्हा होल्ड करायचा सोडल्यानंतर जेवढा वेळ होईल.
हं. हां. हां. बरोबर. हं. हो, हो. हं. हां. अच्छा, अच्छा. <chuckles> बरं. हां, हां, हां. हं, हं, हं. कळत नाही आहे. हं. कमी होते. बरोबर आहे. बरोबर. चिडचिड वगैरे असं काही जाणवलं तुम्हाला? हं. अरे बापरे! हं. हं. बरं. अच्छा. क्या बात अच्छा. हां. हं. हं, हं. ओके. अच्छा. बरं. पण मग ह्याने तुम्हाला जास्त फायदा झाला असं वाटतंय का? बॉक्स ब्रीथिंगनी? हं.
हां. खूपच फाय हो खूपच फायदा झाला ह्याच्यानी. ह्याच्याने व्हायचं काय माझं जे लक्ष इकडं-तिकडं जायचं ना, मन मन जे होतं माझं. स्थिर व्हायला लागलं नाही का? म्हणजे असं जे ट्रिगर पॉइंट होते ना माझे. अ, फोन ओपन कर, फोन ओपन कर. ते कुठेतरी कमी व्हायला लागले आणि ते ट्रिगर पॉइंट पण मी नोटिफिकेशन वगैरे यायचे ना, ते मग डी-एन-डी मोड चालू केला होता मी, म्हणजे डू नॉट डिस्टर्ब म्हणजे ते काहीच यायचं नाही आणि त्यामध्येही प्रॉब्लेम काय व्हायचा डी-एन-डी जरी मी चालू केलं, तर मी ते ओपन करून बघायचो ॲप नाही का? नोटिफिकेशन जरी नसले. मग अ, खूपच
हं. अच्छा. अच्छा, अच्छा, अच्छा. हो. बरं, बरं. हां. हां. अच्छा, हां, म्हणजे एक आपण अ, असं असतं ना लहानपणी, जेव्हा नवीन फ्रिज किंवा आपल्याला फ्रिज कळतो, मग आपण अ, सुरुवातीला फ्रिज उघडून बघतो आणि भले त्यात काय नसेल ते आपण बघतच असतो तसं ते होतं कदाचित.
हां. तसंच व्हायचं.

नाही, लगेच नाही मला कळालं. मला वाटलं काय होतंय नेमकं ना, मला सुरुवातीला फक्त एवढं लक्षात आलं होतं, की माझी झोप नाहीये होते आहे व्यवस्थित. मग त्यामुळं मला वाटलं हे कदाचित होत असेल. मग मी विचार जर केला आत्मपरीक्षण जेव्हा केलं, की नेमकं काय होतंय आपलं बसून ना, म्हणजे मग माझ्या लक्षात आलं की रात्र-रात्र म्हणजे दिवसा जरी काम करत असलो मी, म्हणजे घरी आलो, जेवण वगैरे झालं तर मग रात्रभर मग कधी-कधी झोप येईपर्यंत मी अ, Netflix वगैरे बघायचं ते एक दीड वाजायचं.
हां. हं, <chuckles> हां. हं. हं. हो, हो. Netflix किंवा सोशल मीडिया. स हं.
हां आणि सकाळी 7:00ला शिफ्ट असायची तरी मी 1:00-1:30 वाजता झोपायचो कधी 2:00ही वाजायचे. चार पाच तासच झोप लागायची मला. त्यामुळं मला वाटलं की हे Netflix किंवा आपण बिंज वॉचिंग जे करतोय त्यामुळे कुठेतरी होतंय, नाही का. मग अ, अ, मी म्हटलं एकदा चेक केलं आपल्या Android अ, मोबाईलमध्ये हे असतं म्हणजे ॲप अ, डिजिटल वेलबीइंग म्हणून ऑप्शन असतं हां, तर त्यामध्ये असं असतं की किती अ, वेळ तुम्ही घातला आहे म्हणजे कोणत्या ॲपवर. तेव्हा जे वेळ पाहिलं तर अ, Instagram किंवा YouTube असं सोशल मीडियाचे जे ॲप्स होते जवळपास माझं, आय 60-70% माझं युसेज जे होता ते ह्याच्यावरच होतं. आणि ऑफिसला असतानाही
अरे बाप अच्छा. ते तर होत असतं, हं. हं. हं. बरोबर आहे. हं, हं. अच्छा. डिजिटल वेलबीइंग हो, हो, निश्चित. हो, हो, बरं. हं. हां आणि किती तास तुमचं स्क्रीन टाईम असायचं असं काही सुरुवातीला ते ह्याचं काही नोट केलं होतं तुम्ही?
हां, स्क्रीन टाईम खूप जास्त होता 4-5 तास माझा तर Instagramवरच होता रील्स वगैरे आणि YouTube आणि इकडे व YouTubeवरही माझं दीड तास काय तर म्हणजे 5-6 तास माझे असेच होते दिवसातून आणि Netflixचे तर अ, दोन तीन
अरे बाप रे! अच्छा. बरं. आणि हे सगळं जॉब करून म्हणजे जॉबच सोडून हां.
जॉब करत-करत हां आणि कसं जॉबला म्हणजे फोन आम्ही ब्रेक वगैरे असता लंच टाईम असतात तिथं पण मी वापरायचो ना. म्हणजे समजा 1 तासाचा लंच टाईम असायचा आमचा लंच वगैरे झालं, लंच करत-करत पण मी पाहायचो आणि लंच झालं तर मग ब्रेक जे आ, 40-45 जे मिनिट दहा पंधरा मिनिटं लागतात लंच करायला. मग अ, ते झालं तर तिथं मी बघत राहायचो तो एक आणि आमचा टी ब्रेक वगैरे असतो तिथं अर्धा पाऊण तास असतो तिथं मी पहायचो. आणि सकाळी नाश्त्याचा जो वेळ असतो त्यामध्ये पण माझ म्हणजे 2-3 तास तर मला ऑफिसलाच व्हायचे.
हां, हां. अच्छा. हं. उम्म, बापरे! हं. हां, हां. हं. हां. बरं. <chuckles> म्हणजे एक तुम्ही होते आणि एक तुमचा मोबाईल होता. म्हणजे जसं की आपलं एक शरीर आहे, एक आत्मा आहे, की जे आपल्याबरोबर असतं. तसं तुमचा तिसरा तुमचा मित्र मोबाईल पण तुमच्याबरोबर नेहमी असायचा.
हां.

हां, ते नाही का विक्राल बेतालचं कहाणी आहे बघा एक, ते बेताल बसलेलं असतं त्याच्या मा मानगुटीवर तसंच अ, फोन माझ्या मानगुटीवर बसला होता, नाही का, म्हणजे काहीही मी कुठेही जाताना ते माझ्या सोबतच होता आणि ते बोलायचा मला असं एक प्रकारे जसं वेताल अ, त्याच्या कानामध्ये बोलतो त्या राजाच्या गोष्टी सांगायचा.
<chuckles> हो, हो. हां, मानगूट, हां. <laughs> हां. बरं. गोष्टी सांगायचा, त्याला गुंतवून ठेवायचा तसं? हं.
तर मग तशाच ह्या गोष्टी मला नोटिफिकेशनद्वारे माझा फोन सांगायचा, नाही का? म्हणजे आज हे अपलोड झालं आहे. मग मी ते पाहायचं ओपन करून एकदा ओपन केले की मग अ, समजा तुम्ही एखादी रील ओपन केली अन् ती ऑटोप्ले होतं, ती संपली की लगेच दुसरी लागते, तिसरी लागते. मग ते आपण त्या कुठेतरी अ, त्या रील्सच्या ह्याच्यामध्ये अं, कुठं वेळ जातो ते कळतच नाही. ते राहतात 15-20 सेकंदाचे, काही-काही 1 मिनिटाचे असतात रील्स, पण वेळ पटपट जातो आणि पटपट आपण अ, स्क्रोल करायला लागतो. तर असं माझ्यासोबत व्हायचं खूप. मग अ, मी ठरवलं, की ह्याचं काहीतरी तोड काढला पाहिजे, नाही का? हं.
<laughs> <chuckles> हं, हं. दुसरी लागते बरोबर आहे निश्चित. हं, हं. हं. कळतच नाहीये बरं. बरोबर. हो, हो, हो. निश्चित, निश्चित. मग कसं त्याच्यावरती तोड काढला तुम्ही? काय म्ह त्याच्याबद्दल जर सांगू शकलात तर?
हां, मग अ, मी काय केलं, अ, जसं मी सांगितलं होतं आधी, की कितीही ॲप मी काय वापरतो ते मी चेक केलं. मग त्यानंतर मला कळालं की Instagram वगैरे माझा खूप वापर होतोय, नाही का? मी पहिले तर डायरेक्ट अनइन्स्टॉलच करून टाकले सगळे Instagram अनइन्स्टॉल केलं आणि YouTube तर
हां. बरं. <chuckles> पण मग अनइन्स्टॉल केल्यावरती तुम्हाला राहवलं का? की इतकं सवय लागलेली. हां.
नाही ना ते नाही, बिलकुल नाही. मग हे इन्स्ट अनइन्स्टॉल केलं, लगेच मी अ, एका घंट्यामध्ये पुन्हा इन्स्टॉल केलं ते. आणि इन्स्टॉल केलं तर अ, मला माझं अशा लक्षात आलं, म्हणजे मला सवय लागलेली ना ह्याची, म्हणजे ती अशी एक अब्रप्टली म्हणजे अचानकपणे बंद नाही करता येणार म्हणजे मी असं ठरवलं मग मी हळू-हळू कमी करणार त्याचा वापर, नाही का? आधी 4-5 तास जर असतील, आज मी फक्त 2च तास वापरणार. मग अ, 1च तास. मग अर्धा तास. असं हळू-हळू करत मी टप्प्याटप्प्याने मग अ, कमी करत गेलो. मग अ, हे करताना मी काय केलं फोकस मोड आणि Instagramमध्ये पण एक ऑप्शन असतं जर तुम्ही टायमर लावू शकता म्हणजे 15 मिनिट किंवा 30 मिनिटाच्यावर जर झालं, तर ते Instagram तुम्हाला वॉर्निंग देतं नाही का म्हणजे खूप वेळ तुम्ही बघताय मग एक्झिट करा.
<laughs> अच्छा. हं, हं, हं, हं, हं, हं. बरं. अच्छा. हां, हां, हां. बरं. अच्छा. बरं. हां. अच्छा. अच्छा. अच्छा. हे नवीन आहे माझ्यासाठी म्हणजे मला ते डिजिटल वेल बिंगमध्ये फोकस टायमर वगैरे असतं हे माहिती होतं पण Instagramमध्ये टायमर असतं हे खूप छान सांगितलं. हं.
नाही, नाही. आता प्रत्येक ॲपमध्ये सोशल मीडियाच्या निघाले आहेत, की YouTubeमध्येही तुम्हाला भेटेल.
अच्छा. हो, YouTubeमध्ये आहे. हं.